<chuckles> हो, बरोबर.
आणि मग ते बॅकलॉग राहील असंही वाटतं ना.
अच्छा. नाही खरंच सांगितलं तुम्ही. बरोबर आहे. तसं होतच आहे ते. <chuckles> बरं अं अजून मला एक गोष्ट विचारायची विचारायची होती अशी की अ, ज्यावेळेस तुम्ही घरी राहता ना, तर अ, अं जसे पहिले ऑफिसला जायचे, तर वाट पहायचे घरचे की कधी येतात ऑफिसमधून? तर ती एक वाट पाहण्याची जी अ, त्यांना सवय होती ना, अ, त्यामुळे कसं की तो अं, असतो ना कोणामध्ये की खूप दिवसानंतर कोणी येतंय, तर आपल्याला कशी कुतूहलता येते. तशी पण अ, तुम्ही ज्यावेळेस ऑफिसला जायचे आणि अ, घरी यायचे कुतूहलता येते. पण ती कुतूहलता आता कुठेतरी समाप्त झाली आहे असं वाटते का? म्हणजे अ, घरचे पण आहेत ते म्हणतात, "हां, हां,"आहे म्हणून. "ठीक आहे, घरी आहे" असं, असं कान्सिडर होतात का ते? हां. <laughs>
<chuckles> हो. हो. हो, हो. हो, होतं ना. म्हणजे इंग्रजीत एक म्हण आहे ना "फॅमिलिॲरिटी ब्रीड्स कंटेम्प्ट." म्हणजे जितकं जास्त तुम्ही एकमेकांच्या सहवासात राहाल, तितकं जास्त तिरस्कार यायला लागतो एकमेकांबद्दल किंवा गृहीत धरलं जातं, की तुम्ही आहातच किंवा आहेसच घरीच आहेस. काही प्रॉब्लेम नाही. मटार सोलत-सोलत कॉल घेऊ शकतोस अशी काहीतरी अपेक्षा असते. पण
हां. अच्छा. तिरस्कार, हां, हां, तसंच म्हणायचं होतं मला. हां, गृहीत धरल्या जातो. बरोबर. हां, हां, काही प्रॉब्लेम नाही. <laughs> तेच मला म्हणायचंय की म्हणजे घरची कामं पण लागली होती का सोबत? <laughs>
हो. म्हणजे दुप्पट काम. दुप्पट बर्नआउट. सगळंच अ, म्हणजे त्रास म्हणजे. आणि त्यात त्या जबाबदाऱ्या असतात आपल्याला आयुष्याच्या. अ, ई-एम-आय असतात, बिलं भरायची असतात. त्यामुळे थांबवू तर शकत नाहीच हे चक्र. पण मला असं वाटतं आपण जितकं एन्जॉय करून, हे करू ना, तितकंच जास्त छान पण होऊ शकतं. म्हणजे जरी ते संतुलन बिघडलंय असं मी म्हणत आलो आत्तापर्यंत. पण त्यात एक मजा पण वेगळीच असते. म्हणजे अ, आई समोर दिसतीये मला काम करताना, त्याहून मोठी गोष्ट काय आहे, नाही का.
<chuckles> अरे, बापरे! अच्छा. हं, हं, हं, हं. हो, हो. हां, हां. हो, हो. बरोबर. हां.